खूपदा आपण इंटरनेटवर जसं सर्फिंग करतो, तर तेव्हा खूप वेळा काय होतं ना, एखादी गोष्ट आपल्याला सतत, सतत बघण्याची सवय लागते. जसं की बिंज वॉचिंग आपण म्हणूयात, तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे हो?
हो. बिंज वॉचिंग मला वाटतं खूपच अ, चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी, म्हणजे वीकेंड वगैरे जो असतो ना, चांगला घालवण्यासाठी. आणि स्पेशली इंट्रोव्हर्ट जे असतात. जसं मी माझं वैयक्तिक अ, उदाहरण द्यायचं झालं, तर मी एक इंट्रोव्हर्ट आहे, नाही का. मला असं समाजामध्ये जास्त वावरणं व इकडं-तिकडं गप्पा मारणं, असं आवडत नाही जास्त. आणि त्यांचा हा एक सहारा आहे असं मी म्हणू शकतो. आणि कसं आहे, पूर्ण आठवडा आपण काम, काम, काम करून कुठेतरी अ, एक तणाव पण येतो ना. तेच-तेच, तेच-तेच.
हं, हं, हं. अच्छा, अच्छा. हं, हं, हं. कुठेतरी विरंगुळा म्हणून आपण करू शकतो, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? बट खूपदा बघा ना, काय होतं, एखादा बिंग बिंग बिंज वॉचिंग जी आहे. ते करत करत म्हणजे नाही का, पार वेडे बनून जातात. आणि किंवा सतत म्हणजे नाही का, बि बिंज वॉचिंग करता-करता म्हणजे नाही का, चार्जिंग मोबाईलची संपते, तरी पण त्यांना कळून नाही येत. तर अशा वेळेस हं, हं.
हां. आणि हो. हां, अगदी बरोबर. अ, यामध्ये कसं आहे माहितीये का? अ, बिंज वॉचिंग मी जसं सांगेल अ, कोणतीही गोष्ट असेल, बिंज वॉचिंगच सो सोडा सध्या, पण कोणतीही गोष्ट जेव्हा अतिरेक ज्याचा होतो, तर ती नक्कीच आपल्या अंगलट येते असं मी म्हणेल. तर अ, सिरीज वगैरे बघायला काही हरकत नाही, आपण डेली अ, नेहमी सगळे काही शोज वगैरे सर्वच पाहतात, नाही का. असं नाही, की कोणी पाहत नाही असं. आणि पाहत नसेल, तर तो मग अ, एखादा मंक वगैरेच असेल, ते बुद्धिस्ट लोकं असतात बघा अ, हे झालेले, म्हणजे हे केलं
हं, हं. नक्कीच उद्रेक होतो. हो, हो, अगदी बरोबर. हं, हं, हं. हो, म्हणजे ज्यांनी दीक्षा घेतलीये, म्हणजे भौतिक सुख त्यागलेत, अशी लोकं आहेत ते, की करत नाहीत. बट सर्वसामान्य बघा, तुम्ही जसं बोललात, की फक्त ते मंक लोक आहेत, ते बघत नसतील. बट सध्या सर्रासपणे जो मोबाईल वापरतो ना, तोही बिंज वॉचिंग करतो. तर याबद्दल, म्हणजे काय, कशामुळे सुरू होते? म्हणजे ही सवय का लागते माणसाला?
हां, हां. हां, मग हं, हं. हो. अ, जसं मी सांगितलं इंट्रोव्हर्ट जे असतात, त्यांना अशा गोष्टी जास्त आवडतात किंवा जास्त अ, सवय त्यांना लागते असं म्हणेल. आणि इंट्रोव्हर्टच नाही पण कधी-कधी काय होतं मानसिक ताण-तणावापासून दूर जाण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यामधल्या काही घटना झाल्या किंवा प्रॉब्लेम्स जे येत आहेत आयुष्यामध्ये अडचणी येतात, त्यांचा विसर पाडण्यासाठीही ते असे बिंज वॉचिंग वगैरे करतात. तर त्यामुळे त्यांना मानसिक आधार भेटल्यासारखा कुठं वाटतो. आणि तो क्षणभंगुर असतो असं म्हणेल मी. म्हणजे जेव्हा जोपर्यंत बघतोय म्हणजे त्याच्यामध्ये स्टोरी जे असतं किंवा कॅरेक्टर जे असतं त्यामध्ये ते एवढे अ, हे होऊन जातात, अ, म्हणजे खोवून जातात की खूपच त्यांना त्यांची एक ओढ लागायला लागते आणि एक अ, व्यसनही बनते असं मी म्हणेन.
हं, हं. हो, हो. हं, हं, हं. अगदी बरोबर. अगदी बरोबर. हो, हो. खूपदा असं होतं बघा जसं तुम्ही बोललात की त्यात ते म्हणजे नाही का हरवून जातात, खोवून जातात. तर अ, अशा वेळेस आपण पाहतो की खूप सारे म्हणजे ते अनुकरण करतात. म्हणजे नाही का एखादी अ‍ॅक्टिंग वगैरे करतात. बिंज वॉचिंगचे परिणाम जसं की पबजी आहे बघा, खूप गेम खेळतात. तर खूप तर असे तरुण पाहिलेत की रेल्वेमध्ये नाही का काही नसताना म्हणजे असं आभासामध्ये अ, बंदुका वगैरे हे करून नाही का म्हणजे असे अ‍ॅक्शन करतात. आणि खूप जणांना असं पण पाहण्यात येतं की झाडाला वगैरे बांधून ठेवतात. तर हे बिंज वॉचिंगचे दुष्परिणाम म्हणता येईल का याला?
बरोबर. अ, हे बघा, ब पब्जी तर हा गेम झाला एक प्रकारचा. बिंज वॉचिंग म्हणजे काय ते मी नेमकं सांगेल एकदा अ, थोडक्यामध्ये, की Netflix किंवा Amazon Prime किंवा AppleTV वगैरे आपण जे बघतो ना टीव्ही शोज, तर याला आपण बिंज वॉचिंग म्हणतो, नाही का. आणि तो तर आहेच तो हं आणि तो तर आहेच पार्ट. जसं तुम्ही गेमचा सांगितला, तर तो वेगळा विषय झाला, पण बिंज वॉचिंगमध्ये काय होतं अ, खूपच आपण अ, माझंच आणखीन उदाहरण देईल मी. आणखीन लक्षात तुमच्या येईल. कारण की मला साय-फाय, म्हणजे सायन्स आणि फिक्शनचे जे शो वगैरे असतात किंवा डॉक्युमेंटरीज वगैरे असतात, तर हे मला खूप आवडतात. तर असे मी पाहिले आहेत खूपदा आणि काय होतं माहितीये का? एखादं कॅरेक्टर किंवा पात्र त्यामध्ये असेल आणि त्याच्यासोबत आणि त्याची स्टोरी आणि आपली स्टोरी जेव्हा हे होते ना अ, ते हां. मी आणि रिलेट करायला लागतो आपण. अरे, हे माझ्यासोबत असंच होतंय. मग त्यामध्येही ते मग अ, पुढं काय झालं, पुढं काय राहिलं? अशी त्यांना उत्सुकता लागते, नाही का. हां, आणि त्यांचं Netflixचं माझ्याकडं आहे सबस्क्रिप्शन. तर त्यामध्ये द हंड्रेड नावाचं एक अ, साय साय-फाय सिरीज आहे, त्याचे 6 का 7 सीझन आहेत, ते सर्व पाहिलेत आणि एक आहे
हं, हं, हं. हां, हां. हो, हो, हो. अच्छा. म्हणजे सतत बघणं? हो, हो. हं, हं, हं. अच्छा, अच्छा. हां, हां, हां, हां. अच्छा. हो. मिळती-जुळती असते थोडीफार. हो, बरोबर, बरोबर. हां, म्हणजे ती एक उत्सुकता लागते. अगदी बरोबर बोललात. हं, हं. अरे, बापरे! आणि एकाच सीझनमध्ये किती ॲपिसोड वगैरे आहे?
त्याचे 20 काहीतरी एपिसोड आहेत एका सीझनमध्ये आणि मी ते एका दिवसातच पहायचो. म्हणजे एवढे मला नाद लागला होता नाही का म्हणजे
अरे बापरे! म्हणजे सहा ते सात म्हणजे बिंज वॉचिंग तुम्ही इतकं करायचा?
हां, करायचो आणि ते कसं आहे म्हणजे पहिला एपिसोड जेव्हा पाहिला ना, ते त्याची एंडिंग ते अशी करतात, म्हणजे पुढं काय होईल, म्हणजे क्लिफ हँगर म्हणतो आपण हां, सस्पेन्स, क्लिफ हँगर म्हणतो म्हणजे पुढं काय होईल म्हणजे एखाद्या अ, क्लिफ हँगर म्हणजे हँग अ, म्हणजे क्लिफ हँगर म्हणजे अ, एखादा म्हणजे उंच शिखर वगैरे असेल, त्यावर एखादा माणूस अ, खाली पडतोय आणि त्याला धरून बसलाय म्हणजे जीव वाचवण्यासाठी म्हणजे उत्सुकता आपली असते ना म्हणजे ती एक अ
हं, हं. सस्पेन्स एकदम. हां, हां, हां. हं, हं. कोणता, कोणता अँगल? अच्छा, हे काय असतं? अच्छा, अच्छा. हां, ओके समजलं. हं, हं, हं, हं, हं. उत्सुकता शिगेला असताना, कळलं, कळलं, कळलं.
हां. तर एक अ, हे आहे ते फक्त फ्रेज किंवा आपण काय म्हणतो अ, म्हण असल्यासारखं, तर क्लिफ हँगर त्याला म्हणतात. तर त्यामध्ये असं होतं की उत्सुकता लागते पुढं काय होणार. मग दुसरा बघितला की दुसऱ्याची पण एंडिंग अशी होती की पुढं काय होणार, मग ते सायकल जी असते असं कंटिन्यू होत राहते. नाही का. म्हणजे काय होणार, काय? मग त्यामुळे पूर्ण चक्क सीझनच संपतो. मग सीझन संपल्यावर पण आणखीन मोठा क्लिफ हँगर असते म्हणजे हां, दुसऱ्या सीझनमध्ये काय होणार आणखीन असं असते ना, तर त्यामुळे मी म्हणेल
हं, हं, हं. बरोबर, बरोबर. हं, हं, हं. दुसरा सीझन कधी येतोय? आणि हां, हां. हं. आणि खूपदा बघा तो सीझन यायच्या आधीच आहे ना आपण एक मनात गेस करायला लागतो. अच्छा नेक्स्ट सीझनमध्ये हेच होईल, तेच होईल आणि खूप सारे युटूबर काय करतात माहिती आहे का त्याचं हे टाकायला सुरुवात करतात नाही का, या सीझनमध्ये असं होणार. म्हणजे पूर्ण खोटं आणि ते स्वतःच्या मनाने बनवून टाकतात.
हां, मग आणि ते तो सीझन वगैरे कोणी हं. हां, म्हणजे म्हणजे खोटं नाही म्हणणार मग अ, त्याला हे म्हणेल मी एक त्यांचं हे असते ना अ, ...हां, अ, गेस म्हणजे फॅन थियरी म्हणतो आम्ही त्याला. म्हणजे जे फॅन आहेत त्या सीरीजचे, मग ते थियरी मांडतात की पुढं असं होईल, असं होईल, असं होईल म्हणजे खूप सारे मांडतात आणि ते कॉमन आहे. म्हणजे असं नाही की फेक अफवा वगैरे काही आहे. पण ते गेस करतात कारण की त्यांना तेवढा इंटरेस्ट आहे त्यामध्ये आणि त्यांची कम्युनिटी पण असते स्वतःची, म्हणजे समजा 'द हंड्रेड' जसं मी म्हटलं, तर ही एक सीरीज आहे, तर त्यामध्ये ज्यांना-ज्यांना आवडते, तर ते कम्युनिटी बनून त्याबद्दल डिस्कशन करतात, अरे असं होईल का, असं होईल का हा, एक पॉझिटिव्ह आहे म्हणेल मी सकारात्मक की अ, कम्युनिटी जवळ येते. पण अतिरेक त्याचा व्हायला नको. आपल्या आयुष्यामध्ये थोडा आराम करा. जसं मी आधी सांगितलं माझं उ उदाहरण. मी जेव्हा चालू केलं सा साईडला स्नॅक्स वगैरे घ्यायचे, म्हणजे कुठं फिरायचं वगैरे नाही. अ, स्नॅक्स खात-खात बघत राहायचं. 24-24 तास नाही का वीकेंडला तेच काम आपलं सॅटरडे-संडे. मग अशामुळं काय होतं आपला लाईफचा म्हणजे झोपेचा बिघाड होतो. नाही का आणि केव्हा झोपायला, केव्हा उठतोय अ, आणि बिंज वॉचिंगचा हाच दोष आहे की तो अ‍ॅडिक्टिव्ह आहे खूप म्हणजे व्यसन आहे ते, एक प्रकारचं म्हणजे अतिरेक प्रमाणात केलं, तर मग आपल्याला खूप प्रॉब्लेम येतात अ, एकाग्रता हे होते. आणि समजा संडेला पाहून तुम्ही दुसऱ्या दिवशी कामाला जायचंय. मग कामाची तर वाटच लागली. मग बॉस बसलाच असतो डोक्यावर. "काय तुला लक्ष नाही राहत का?" आणि कामावर परिणाम दिसून येतात. आणि ही निरीक्षणं अ, आपण थोडं
हं, हं. गेस, एज्युकेटेड गेस. हां, हां, हां, हां. अच्छा. अच्छा, अच्छा, अच्छा. हो, हो, हो, हो. हं, हं, हं. हो, हो. अगदी बरोबर. हो. हं, हं, हं. अच्छा. हो, नक्कीच. अगदी बरोबर बोललात. हं, हं, हं. बरोबर. हो, हो, हो, हो. नक्कीच, नक्कीच. तर तुम्ही जसं बोललात की तुम्ही खूप बिंज वॉचिंग करायचे, तर अ, त्यामुळे तुमच्या दैनंदिन दैनंदिन आयुष्य जे आहे त्यामध्ये काय-काय बदल झाले म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की एक झोपेवर परिणाम किंवा कामावर बॉस वगैरे नाही का एक म्हणतात ते डोक्यावर बसलेलं आणि नातेवाईकांसोबत पण बघा घरातल्या कुटुंबासोबत पण बिंजवॉचिंगमुळे काय होतं, तासंतास म्हणजे दिवसच्या दिवस आपण ते बघतच बसतो येड्यासारखे, तर अशा वेळेस त्याचं कुठं फरक पडतो का?
हां. हो. हे बघा, बिंज वॉचिंगचा सकारात्मक प्रण परिणाम पण आहेत आणि अ, निगेटिव्ह पण आहे. जसं मी सांगितलं, अतिरेक जेव्हा होतो तेव्हा प्रॉब्लेम होतो. आता माझं उदाहरण मी सांगितलं की 'द हंड्रेड' मी बघायचो, तर ते मी वैयक्तिक, म्हणजे एकटा असताना बघायचो, नाही का? काही शोज वगैरे असे असतात की ते आपण परिवारासह नाही पाहू शकत आणि परिवारासह प पाहण्यासारखे शो जे असतात, म्हणजे बिंज वॉचिंग करायला, तर अ, जनरली परिवारामध्ये सर्वच सदस्य असं 24-24 तास बसून नाही बघत किंवा आपली आई किंवा वडील असतातच, "बस झाला आता ठेवा, आता म्हणजे बंद करा," असं म्हणतात ना. तर तेव्हा होत नाही बिंज वॉचिंगचं एवढं ॲडिक्शन. तो एक फायदा आहे म्हणेल, म्हणजे सो सर्वांसोबत बघण्याचा. पण एकटं बघणाऱ्यांना अ, जनरली जे अ, ॲडिक्शन असतं ना, जे एकटे असे बघतात ना माझ्यासारखे, तर त्यांना जास्त, नाही का? आणि ह्याच्यावरही मी मात केली आहे. कारण की माझी प्रॉडक्टिव्हिटी वगैरे कमी व्हायला लागली. मी दुसऱ्यांशी कमी बोलायला लागलो, असं मला वाटायला लागलं. घरी वेळ देत नाही आहे. म्हणजे आधी काय करायचो मी, अ, सुट्टी वगैरे असली तर घरच्यांसोबत गप्पा वगैरे मारायचो, चेस-बुद्धिबळ वगैरे खेळायचो, नाही का? कोणतं कॅरम खेळायचो, असे खेळ वगैरे खेळायचो. पण बिंज वॉचिंगमुळे हा प्रॉब्लेम नक्कीच मला जाणवला की भावनिकरीत्या आम्ही थोडं दुरावलो गेलो आहे अ, घरच्यांपासून. मग मी ते हळू-हळू कमी केलं. असं नाही मी की बघत नाही, बघतो, पण अ, आधी चोवीस चोवीस तास. म्हणजे पूर्ण सीजनच संपेस्तोर मी थांबतच नव्हतो, नाही का? म्हणजे कंटिन्यू अ, चालूच अ, आणि पडल्या-पडल्या, म्हणजे व्यायाम नाही, काही नाही. अ, एक म्हणतो ना, अ, आळशी अ, जे अ, प्रवृत्ती असते, ती माझी अ, डॉमिनेट करत होती माझ्या व्यक्तिमत्त्वाला असं म्हणेल. मग मी हळू-हळू सवय लावली की हा कमी बघायचं आहे बाबा, पण
बरोबर. हं, हं. बरोबर, बरोबर. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. हो, हो, हो. <chuckles> कमी होत असेल. हां. अच्छा, अच्छा. हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं. अरे, बाप रे! हं, हं, हं. हं, हं, हं, हं. अच्छा.
अशा सवयी लावल्या मी वेगवेगळ्या आणि ज्या वेळेपासून ह्या वेळेमध्ये म्हणजे टाईम बॉक्सिंग वगैरे मी करायचं. मग मला कळालं की ह्या वेळेपासून ह्या वेळेमध्ये हे काम करायचं. आधी मी कामी माझी आ आटपून घ्यायचो नाही का जे जे काम करायचं. मग एकदा कामं आपले सगळे केली, मग आपण मोकळे आपलं बिंजवॉच करायला. हां, आणि असं नाही की अ, रात्रभर मी ज असं ठरवलं की 1 एका टाईमला 1 ॲपिसोड बघायचा, मग ब्रेक घ्यायचा दहा पंधरा मिनिटाचा. इकडं-तिकडं फिरायचं, काही खायचं. मग आणखीन नंतर दुसरा बघायचा असं, असं मी मी मॅनेज केलं त्याला.
हं, हं, हं. अच्छा. मग बसायचं बघायला. हं, हं, हं, हं. अच्छा. अच्छा, म्हणजे कंटिन्यू एकदम म्हणजे नाही का एक सारखं सलग बघणे आणि असं गॅप घेऊन-घेऊन बघणे, तर यामध्ये बिंज वॉचिंगचा काय म्हणजे फरक दिसून येतो आपल्याला?
हां. अ, कंटिन्यू बघताना कसं होतं माहिती आहे का आपली स्क्रीन जे असते गं कंटीन्यूअस ब्लू लाईट रेडिएट करत असते नाही का, तर आपल्या डोळ्यावर वगैरे परिणाम होतो. आपण जास्त अशा पापण्या पाडायला लागतो आणि चष्मा वगैरे लागू शकतो नंतर. अ, तर हा हा प्रॉब्लेम होतो म्हणेल मी आणि म्हणूनच थोडा ब्रेक घेतला पाहिजे. आणि असं जनरली म्हणेल मी 2-3 तासापेक्षा जास्त असं कंटिन्यू पाहायचंच नाही. आणि Netflixमध्ये मस्त 1 फीचर आहे की अ, ते असं पॉपअप देतं ना, खूप वेळ झाला तुम्ही बघताय, थोडा आराम करा. म्हणजे ते पण
बरोबर, बरोबर. हो, हो. नक्कीच, नक्कीच. अच्छा. अगदी बरोबर. अच्छा, म्हणजे एक अ, सेट करू शकतो आपण टाइमर म्हणा किंवा एक आपल्याला नाही का थोडा आराम?
नाही. सेट म्हणजे नाही अ, असं सेटिंगमध्ये जाऊन नाही आहे ते. पण जास्त वेळ बघितलं ना, ते आपोआप येतं, की अ, थोडा रेस्ट घ्या ना, खूपच तुम्ही बघताय असं दाखवतं त्याच्यावर पॉपअप येतं.
मग, मग? अच्छा, अरे, वाह! किती छान. म्हणजे ते पण काळजी घेतात बिंज वॉचिंग एखाद्याने करू नये म्हणून.
हं. हां, हां, त्यांचं असते कारण की हे झालाय ना, खूप अतिरेक झालाय. असं जसे माझ्यासारखे बसलेले असतात 24-24 तास, तर त्यांना सांगावं लागते कुठेतरी, आठवण करून द्यावं लागते, की हा रे, बाबा बघू नको एवढा वेळ.
हो, हो, हो. हो. थोडा रेस्ट घे, नाहीतर रेस्ट इन पीस होईल. <chuckles> अच्छा.
हां, हां. <chuckles> रेस्ट घे नाहीतर आहे मग अंडरटेकरसारखं रेस्ट इन पीस <chuckles> अ, हां.
<chuckles> आणि खूपदा बघा आपण बघतो, की आपल्या महाराष्ट्रातील जसं घर आहे, घरातलं वातावरण हे वेगळं असतं. म्हणजे आणि खूपदा काय होतं, आता मुलगा समजा कंटिन्यू बघत असला, घरातून म्हणजे आला समजा बाहेर आणि त्या त्याबद्दल बोलायला चालू करतो, त्यांना सांगायला लागतो. तर अशा वेळेस एकत्रितपणे काय दिसतं म्हणजे त्यांच्या एक वर्तवणुकीवरून किंवा ते आपल्या होकारात होकार घालतात किंवा शांतपणे ऐकून घेतात का? की असं बोलतात, म्हणजे काय नाव वगैरे ठेवतात, की काय सारखं मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसलाय वगैरे, नाही का?
हो. अ, ह्यामध्ये कसं आहे माहिती आहे का अ, ते नक्कीच आता पॅरेंट्स वगैरे म्हणतीलच. त्यांचं कामच आहे आपल्याला टोकणं आणि आपणही थोडं समजून घेतलं पाहिजे की का ते म्हणतात आहेत. खूपच जास्त वापर होतोय तर. आणि माझ्याबाबतीत सांगायचं झालं तर मी नशिबवान आहे किंवा द्यूर दुर्दैवी आहे असं म्हणा, मी एकटा राहतो. <chuckles> तर मला कोणी सांगणारं नाही आहे असं की तू बघू नको. तर ते माझं मलाच कंट्रोल करावं लागतं, नाही का स्वतःला, तर हा एक अ, म्हणेल मी, कारण घरचं तर ठीक आहे ना. तर पॅरेंट्स आहेत, पालक आहेत तर नक्कीच म्हणणार आणि त्यांना पॅरेंट्सनी थोडं स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे सुरुवातीलाच. म्हणजे कसं लाड नाही करायचा ना. पहिल्यांदा जेव्हा कोणतीही गोष्ट चूक वगैरे करतो ना, तिथंच टोकायचं किंवा थांबवायचं. जर पहिल्या गोष्टीला माफी केली आणि तुम्ही तुम्हाला म्हटलात, अरे ठीक आहे, अ, होत असतं, सगळेच बघतात, मग त्याला वाटतं अरे, पप्पा वगैरे, आई काही म्हणत नाही, चालतंय असं ना. मग तसाच त्याचा एक स्वभाव बनायला लागतो. मग हे आपण अ, हे करायला पाहिजे, टाळायला पाहिजे म्हणजे जेवढं होईल तेवढं. अरे, दे इकडं फोन, नाही भेटणार तुला फोन किंवा काय करायचं, बिंज वॉचिंग आहे तर वाय-फायच बंद करून टाकायचा, मग कशावर बघणार ते? आणि इंटरनेटचं सिम वगैरे असतं
अशापैकी काही? हं. हं. अच्छा. <chuckles> अच्छा, अच्छा, अच्छा. ब बरोबर. हं. बरोबर, बरोबर. ते सपोर्टच करतात आहे. हं, हं, हं. अगदी बरोबर. हो, हो. बरोबर आहे. पण मोबाईलचा डेटा वगैरे जर वापरला त्यांनी तर?
हां. खूपच हे करू लागला तर मग हेच बंद करून टाकायचं. अ, सीमच बंद करून टाकायचं द्यायचंच नाही त्याला नाही का आणि अ, कारणे वगैरे देत असेल की मला अभ्यासाला लागतो हे, तर मग अभ्यासासाठी सेपरेट टॅब घेऊन द्यायचा. त्याच्यामध्ये फक्त एज्युकेशनल व्हिडिओ टाकायचे आणि पासवर्ड लावून टाकायचा दुसरीकडे. काहीच नाही फक्त तेच बघत राहा म्हणवं. असं करु हां.
अगदी बरोबर. <chuckles> हो, हो. बरोबर. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे एक्सेसच नाही द्यायचा. तर बिंज वॉचिंग सध्याच्या दुनियेत तुम्हाला वाटतं का की हे एक व्यसन आहे?
अ, मला वाटतं हो, आहे खरं सांगायचं तर बिंज वॉचिंग एक व्यसन आहे. पण जेव्हा त्याचा अतिरेक जेव्हा होतो तर तेव्हा आहे व्यसन असं मी बोलेल. जसं माझ्या केसमध्ये झालं. हां, नाही कारण की एंटरटेनमेंट अ, मनोरंजन सगळ्यांना लागतं ना. आता मूव्ही वगैरे पण बघायला आपण जातो चित्रपट वगैरे आणि बिंज वॉचिंग फक्त हे स्क्रीनवरच नाही तर आजकाल ते व्ही-आर वगैरे पण आले आहेत. त्यामध्ये पण असं 3Dमध्ये मूव्हीमध्येच बसलोय आपण असं वाटतं. माझ्याकडे पण आहे ते. मी बघतो केव्हा-केव्हा. तर त्यामुळे पण अ, ते व्ही-आरमध्ये काय असतं एकदम डोळ्याच्या जवळ असते ना, तर ते ताण पडतो डोळ्यावर. तर अ, ते पण थोडी काळजी घेतली पाहिजे. मी म्हणेल बिंज वॉचिंग तुम्ही करा, नक्कीच करा वीकेंडला. असं नाही की रोज-रोजच पाहत आहे एडिक्ट झालात आणि चोवीस चोवीस
हं, हं. अच्छा. म्हणजे लिमिटमध्ये बघितल्यावर नाही. अगदी बरोबर. हं, हं. हो, हो, हो. अरे वाह! हां, हां. हं, हं. हां, तेच ना. म्हणजे आठवड्याचे म्हणजे 7 ही दिवस तुम्ही बिंज वॉचिंग करताय तर याला कुठेतरी म्हणजे
हां. नाही एका रोज 1खादा घंटा अर्धा घंटा ठीक आहे. पण कंटिन्यू 4-5 तास रोज करतायेत किंवा वीकेंडला. माझं सांगितलं तसं 20-20 तास करतोय ते अव्हॉइड करा आणि नक्कीच काळजी घ्या तुम्ही अ, बिंज वॉचिंग बद्दल असं मी सांगेल.
बरोबर. अगदी बरोबर. खूप छान अशी माहिती दिली तुम्ही बिंज वॉचिंग बद्दल आणि नक्कीच तुमच्या ज्या युक्त्या आहेत त्या कुठे ना कुठे समाजाला एक उपयोगी पडून खूप त्यांचा फायदा होईल. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद. पुन्हा भेटूया.
हो. धन्यवाद.